अगदी बरोबर आणि आपण पाहिलं, की असे म्हणजे फार मोठे-मोठे शेफ असतात. ते आपल्या हाताखाली लोकं घेतात आणि बरेच लोकं अभिमानाने सांगतात, की "आम्ही ह्यांच्या खाली शिकलोय, आम्ही ह्यांच्या खाली काम केलं आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही असं करू शकतो." किंवा आपण जर पी-एच-डी जेव्हा सुद्धा करतो आपली डॉक्टरेट करतो, तेव्हा सुद्धा आपला प्रयत्न असतो, की कुठला तरी खूप चांगला मेंटर मिळावा.
हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. अगदीच.
तर हा मेंटर तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे, की मिळणं कठीण असतं. पण मेंटर निवडताना तेव्हा एखाद्याचा स्वार्थ असतो का?
हं, हं. हं, हं.

खूपच, खूपच छान गोष्ट आहे. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो, की लोक मेंटर यागी याही गोष्टीसाठी निवडतात, की त्यांना पुढे आयुष्यात कुठल्या संधी मिळायला हव्यात. जसं आपण बघतो, की असे बरेच अ, आपण उदाहरणे आपल्या बॉलिवूडमध्ये बघू शकतो. जिथे काही लोकं होती त्यांनी 3 पिक्चरमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून करण जोहर बरोबर काम केलं. आणि 4थ्या पिक्चरमध्ये करण जोहरने त्यांना नट बनवलं. किंवा आदित्य चोप्रा बरोबर काम केलं आणि त्यांनी त्यांना नट म्हणून अ, समोर आणलं. तर अशा काही अपेक्षा असतात का लोकांना? कारण बऱ्याच वेळा असं बघण्यात येतं, की लोकांना शिकायचं तर असतं, पण त्याच्यावर त्यांना मोठ्या-मोठ्या संध्यासुद्धा आणि एक नेटवर्किंग असतं. कारण जे आपले मेंटर असतात, ते आपल्याला सगळ्यांसमोर नेतात. आपली ओळख जगाशी करून देतात. तर या कुठल्या अपेक्षा लोकांकडनं असतात मेंटर निवडताना?
हं, हं. हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. हं. हं. हं, हं. हं, हं. बरोबर.

अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि अ, हे तर आहे की प्रत्येकाचं आपलं-आपलं स्वार्थ असतं आणि नशिबाने काही लोकांना खूप छान मेंटर सुद्धा मिळतात. पण आता मेंटर अ, चं काम फक्त आपल्याला शिकवणं नसतं
हं, हं. अगदीच, अगदीच. अगदी.
तर आपल्याला मार्गदर्शन देणं एवढंच नसतं. ते आपल्याला ख आयुष्यात कसं पुढे जावं, कसं मोठं बनावं ह्याच्यासाठी पण खूप मार्गदर्शन करतात. तर त्यांच्याबरोबर राहून, त्यांच्याबरोबर काम करून अशा अजून कुठल्या गोष्टी आहेत, कुठले फायदे आहेत, जे लोकांना होतात?
हं, हं. हं, हं. अगदी. हं, हं.